हां. बरोबर. अ, आणि यामध्ये असंही म्हणता येईल का हो की जसं तुम्ही म्हणताय, 'गेम ऑफ थ्रोन्स'चा खूपच ट्रेंड झाला होता आणि व्हायरल झालं होतं. आपण म्हणतो ना, एखादं काही ट्रेंड होतं ऑनलाईन वगैरे आणि समजा 'गेम ऑफ थ्रोन्स' ऑनलाईन ट्रेंड होतंय, तर काही जणांना काय वाटतं, "अरे काय बोलतायत हे, कशाबद्दल बोलतायत?" एक फोमो येतो त्यांच्यामध्ये नाही का, म्हणजे "सगळं जग ज्याच्याबद्दल बोलतंय ते मला का बरं माहीत नाही?" मग ते पण, ते पण बघायला लागतात. "अरे काय नेमकं चालू आहे ना." मग फिअर ऑफ मिसिंग आउट जे म्हणतो आपण, हे पण कुठेतरी कारणीभूत आहे का हो यासाठी? म्हणजे हं, हं.
हं, हं. हं. हं, हं. हं, हं. हो. हं. हो. हो, हो. हो. ते मला का माहित नाही? हं. नक्कीच, नक्कीच. कारण काय झालंय माहितीये का, ह्या सगळ्या ज्या सिरीज आहेत. नुसतं गेम ऑफ थ्रोन्सच नाही, तर अजून बाकीच्या चांगल्या चांगल्या सिरीज ज्या आहेत ना, त्यांचे कंटेंटपण असे क्वालिटीवाले असतात आणि जेव्हा लोकं बघून आपल्या आजूबाजूची चर्चा करतात आणि त्यांच्या चर्चामधली त्यांची जी इन्व्हॉल्व्हमेंट असते, त्या विषयामध्ये बोलताना असे एक्सप्रेशन देणे, डोळे मोठे होणे, भुवया भुवया वर जाणे किंवा हसून-हसून बोलणे. हां, बोलणार हं, हं.
बरोबर. हां. आणि काही, काही असे डायलॉग पण अ, फ्रेंडली असे मारतात, म्हणजे हां, अ, असं गेम ऑफ थ्रोन्सचा डायलॉग असेल. किंवा स्पार्टन्स म्हणून एक मूव्ही आला होता बघा. तर त्यामध्ये असं मित्र-मित्रांमध्ये स्पार्टन्स आहू, आहू करायचे सगळे मित्र नाही का, म्हणजे काय चाललंय? आता तिसरा जर बघत असला तर, नक्कीच त्याच्या मनामध्ये होणार आहे. "काय म्हणतोय नेमक." हां.
हां. अगदी, अगदी. हो, हो. हो. <chuckles> हां, हां. हां, हां. कारण, अगदी कुतूहल निर्माण होतं. हां, कुतूहल निर्माण होतं आणि कुतूहल नंतर फोमोमध्ये कन्व्हर्ट होतं आणि मग ते फोमो पण रिस्पॉन्सिबल असतं, "की हे नेमकं काय बोलतायेत, मला जरा बघू तर द्या." आणि मग तो जेव्हा पहिला एपिसोड बन बघतो, तेव्हा तो हूक होऊन जातो. हूक्टअप म्हणतो ना, आपण एक ते, तसं.
होऊन जातो. आणि बरोबर, आणि ते अ, जसं तुम्ही म्हणालात की त्यांना एक म्हणजे कला आलेली आहे. क्रिएटर्सला ना, प्रोड्युसर्सला, की कसं यांना हुकअप ठेवायचं. म्हणजे अ,
हो. हो. हो, हो. हो.
म्हणजे ते बनवताच तसं की पहिला एपिसोड बघितला, की मग तो सोडणार नाही, पूर्ण सीजनपर्यंत. आणि सीजनच्या एंडिंगपर्यंत पण आपल्याला वाटतं की हा सीजन संपला तर शांत होईल. पण सीजन पण अशा एंडला सोडतात, ते की पुढच्या सीजनची आणखीन वाट बघावी लागते. <chuckles> नाही का.
हं, हं. हं. <laughs> आणि आणि बघा ना, लॉकडाऊनच्या काळामध्ये लोकं काय वर्क फ्रॉम होम करू लागले होते. आणि तेव्हा 'गेम ऑफ थ्रोन्स'चं पण शूटिंग थांबलं होतं बघा. तर लोकं वेडे झाले होते, की कधी येईल, कधी येईल. 2021-22 मध्ये आय थिंक ते आलं, तिथं पुढचा अ, लास्ट सीजन आणि लोकं अगदी वेडे झाले, प जेव्हा त्याची अनाउन्स झाली डेट की तो येणार आहे. तर मला असं वाटतं की हे लॉकडाऊनमध्ये ना, जेव्हा आपण सगळे घरून काम करत होतो, तर काय एंटरटेनमेंट काय? ना तुम्ही मित्र-मैत्रिणींना भेटायला जाऊ शकता, ना बाहेर खायला जाऊ शकता, ना कुठे टूरला जाऊ शकता, ना काहीच करू शकता. तर तेव्हा त्याचं सगळं ह्या सर्व गोष्टींचं रिप्लेसमेंट म्हणजे आपलं बिंज वॉचिंग झालं होतं तेव्हा.
बरोबर. हां, अगदी बरोबर. हां. बरोबर.

अगदी बरोबर. म्हणजे असं म्हणता येईल, की जे पीक अ, कंटेंट अ, व्यूअर्स होते, ते लॉकडाऊनला आले होते. कारण की दुसरं काही करण्यासारखं नव्हतंच नाही का? अ, म्हणजे वर्क फ्रॉम होम होतं. ते पण काही एवढं नाही, कारण की कंपन्याच बंद होत्या. तर काम पण तेवढं यांना काही नव्हतं आणि मग दुसरं करणार काय? Netflix आणि चिल एवढंच त्यांचं चालायचं असंही म्हणत हं.
हो. हो, हो, हो. करण्यासारखं नव्हतंच काहीच. हो. हो, हो. हो, हो. हं. चिल. हो. आणि तुम्ही फोनवर पणी नातेवाईकांशी जरी बोलणार जरी एका एका गावात नसले तुम्ही सपोज, दुसरीकडे असाल, तर घरातल्या लोकांशी पण तुम्ही किती वेळ फोनवर बोलणार? ते शेवटी एक 15-20 मिनिटं, अर्धा तास बोलणार, दि दिवसाचा आढावा देणार आणि मग नंतर काय? काम झाल्यानंतर, नंतर काय?
हो. आणि दिवसाचा आढावा तरी काय देणार लॉकडाउनमध्ये ना, घरातच बसून आहे. म्हणजे हे केलं, ते केलं, सांगता पण येत नाही ना, दुसरं काही.
<chuckles> हं. <chuckles> उठलो. <chuckles> बस. हां. उठलो, ब्रश केला, ब्रेकफास्ट केला, <chuckles> कामावर बसलो. <laughs> पुन्हा झोपलो. काय सांगणार? तर हे हे सगळे आपले जे काही सोशल ॲक्टिव्हिटीज होत्या ना, त्या सगळ्या त्या बिंज वॉचिंगमध्ये कन्व्हर्ट झाल्या होत्या लॉकडाउनमध्ये. आणि तेव्हा या प्लॅटफॉर्म्सचा अ, काय म्हणतो आपण ब्लो आउट झाले होते सगळे प्लॅटफॉर्म्स
हं. <chuckles> पुन्हा झोपणार. अगदी बरोबर. ब्लो आउट झाला. जसं म मी म्हटलं, की पीक व्ह्यूअशिप जी होती, त्याची लॉकडाउनमध्ये आली नाही का, सर्व स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म्स. म्हणजे गोल्डन एज आपण म्हणू शकतो त्याचा. हं. आणि यामध्ये
हं. हो, हो, हो. गोल्डन एज. हं. आयटीचं गोल्डन एज ते होतं. हं.
हां. अगदी बरोबर. आणि यामध्ये काय तुम्हाला फायदे आणि तोटे दिसतात हो, बिंज वॉचिंग जेव्हा जास्त होते सवय?

हो, नक्कीच आता आजकाल बिंज वॉचिंग ची सवय खूपच वाढलेली आहे. आधी कसं होतं बघा जुन्या काळामध्ये, अ, गुरुवारी किंवा मंगळवारी किंवा रविवारी अशा सीरियल असायचे बघा ठरलेल्या वेळेला, की एका आठवड्यात एकच एपिसोड आपण पाहणार. त्यामुळे आपल्याला तशी सवय होती की बाबा हो, आता एक एपिसोड आज पाहिला, त्याच्या त्याची उत्कंठा वाढली. मग पुढच्या आठवड्यात त्या पुढच्या आठवड्यात त्या सेम सेम इसी समय पर इसी वक्त मिलेंगे असं जे असतं. <chuckles> अगले हफ्ते तर ते तसं असायचं.
हो, बरोबर. हां. हां, अगले हफ्ते <chuckles> आणि चॅनेल पण 1 च होत ना, म्हणजे दूरदर्शनच होतं आधी, हां.
अगदी लिमिटेड चॅनल्स होते हां, लिमिटेड असायचे आणि सीरि सीरियल्स पण फार लिमिटेड असायच्या आणि खूप छान असायच्या त्या सीरियल्स. त्यामुळे उत्कंठा वाढलेली असायची असं मला वाटतं. पण आता काय झालंय, तो जो टाईमगॅप आहे ना. तो ह्या अ, प्लॅटफॉर्म्सच्या द्वारे खूप कमी झालाय. कमी काय? शून्यच झालाय. शून्यच झालाय हां.
बरोबर. कमी झालाय. शून्य झालाय आणि आजकाल तर त्यामध्ये ॲडव्हर्टाइजमेंट पण नसते. म्हणजे Netflixवर तर काय कंटिन्यू कितीही बघा तुम्ही.
नसते, हं. तुम हो, तुम्ही सबस्क्रिप्शन घेतलं, की तुम्हाला तुम्ही त्याची वार्षिक अ, फी पेमेंट केली, की तुम्ही वर्षभर हवेत तेवढ्या, हवेत तेवढे बिंज वॉच करू शकता. पण ही ही सवय ह्याच्यामुळेच वाढली आहे, की आजकाल इंटरनेटचा पण अ, आपल्या भारतामध्ये इंटरनेटचे चार्जेस ही कमी आहेत इतर जगातल्या देशांपेक्षा. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या प्लॅटफॉर्म्स चा आता एवढा भडीमार आहे. नुसतं Netflix, Amazon Primeच नाही तर अजून बाकीचे प्लॅटफॉर्म्स खूप आलेत वेगवेगळ्या चॅनेलनी काढलेले आहेत जसं की झी, Sony, अ, जिओहॉटस्टार किंवा Hulu हे सगळे आता खूप आलेले आहेत आणि लोकांकडे ऑप्शन्स आहेत, की मी कधी पण काही पण केव्हाही बघू शकतो. त्यामुळे बिंज वॉचिंगची सवय वाढलेली आहे.
बरोबर. बरोबर. Hotstar झालं. हं, हं, Hulu खूप साऱ्या अगदी बरं

अगदी, अगदी. क काय होतं आपण ऑलरेडी बैठे जॉब करतो. म्हणजे जे आय-टीतले लोकं आहेत ते ऑलरेडी बैठे जॉब करतात. त्यात पुन्हा बिंज वॉचिंग करायला बसूनच किंवा झोपून पलंगावर असं जस्ट चिल करत अ, बघ बघायचं. तर ते तुमच्या शरीराला काही व्यायाम किंवा हालचालच नाही आणि त्यांनी शरीराचे मग शरीरातल्या पाठीला म्हणजे तत पाठीला त्रास होणार, फ्रोझन शोल्डर होणार हे असं सगळं प्रॉब्लेम होतात आणि शांत झोप लागत नाही. जेव्हा आपण आपले डोळे सतत उघडे असतात. आपण कंटिन्यूअस स्टेअर करून बघतो तिथे त्या स्क्रीनकडे. तर आपल्या डोळ्यातलं हां.
बरोबर. हं. बरं, बरं. अगदी बरोबर आणि झोप वगैरे झाली नाही, तर आपल्याला माहिती आहेत खूप सारे नुकसान होतात नाही का, एकाग्रता वगैरे कमी होते.
खूप नुकसान आहे. हो अगदी. आपल्या, आपल्या शरीराची सर्केडियन रिदम असते की रात्री झोप सकाळी जाग. ही जी रिदम आहे ही पूर्ण पूर्णच डिस्टर्ब होते आणि त्यामुळे आपल्याला शरीराला रोग लागतात. कुठला ना कुठलातरी रोग लागतो. हं.
अच्छा. अगदी बरोबर. आपण जे म्हणतो ना एक अ, बायोलॉजिकल क्लॉक असते, म्हणजे जैविक घड्याळ असते आपल्या घ अ, बॉडीचं, शरीराचं तर ते कुठेतरी त्याचं संतुलन बिघडून जातंय असं म्हणता येईल.
कुठला ना कुठलातरी रोग लागतो हं. बरोबर. बरोबर. हं, हं. हं. बिघडतं. अगदी, अगदी आणि हे चांगलं नाहीये. त्यामुळे बिंज वॉचिंगची सवय वाढली आहे. पण ती बिलकुल चांगली नाहीये असं माझं मत आहे.
अ अ, मस्त. अ, तुम्ही सांगितलंच समजावून की कशामुळे बिंज वॉचिंग वाढली आहे आणि त्याची कारणे काय आहेत नाही का. अ, आणखीन मला एक विचारायचं होतं की यामध्ये स्क्रीन टाईम जो जास्त झाला आहे म्हणजे बिंज वॉचिंग असो किंवा कोणताही अ, एक इन जनरल सोशल मीडिया वगैरेही वापरतात. तर यामुळे एक फॅमिली टाईम आपला एक असायचा बघा, म्हणजे क्वालिटी टाईम आपण स्पेंड करायचो. तोही कुठेतरी कमी झाला असं वाटतं का हो तुम्हाला?
हं, हं. हं. हो, हो. हो, हो. हो. हं, हं. हं. हो. हो, हो. कमी झालाय. नक्कीच, नक्कीच कमी झालाय कारण आपल्याला काय झालंय, त्याची सवय इतकी लागलीये की आपण घरातल्या लोकांना ग्रँटेड घेतो हां, ते तर इथेच आहेत ना, मला हे बघून घेऊ द्या पटकन. मला हे बघायचंय, पुन्हा मला वेळ मिळेल की नाही माहित नाही. म्हणून मग ते पहिलेच बघून घ्यायचं, बिंज वॉचिंग एका मागोमाग, एक एका मागोमाग एक सगळं बघून घ्यायचं आणि हं.
बरोबर आणि अ, आपल्या आयुष्यामध्ये काही छोट्या-मोठ्या अडचणी वगैरे येतात. त्यांचा विसर पाडण्यासाठीही काही जणं बघतात नाही का. म्हणजे हे पण एक कारण असू शकतं त्यामध्ये.
अगदी बरोबर, अगदी बरोबर. अगदी बरोबर किंवा बरेच जणं लोनली असतात, एकटे राहतात तर लोनलीनेस स्किल करण्यासाठीसुद्धा लोकं बिंज वॉचिंगचा फायदा घेतात. पण तो फायदा केव्हा असतो, की जेव्हा तुम्ही खरंच तुम्ही भरपूर तुमची कामं झाले, सगळं उरकलय दिवसाचं आणि मग तुम्ही विरंगुळा म्हणून बघताय, तर ठीक आहे. पण, पण तुम्ही विरंगुळेचा वेळ जास्त करत आहात, खूप जास्त तुमच्या बाकीच्या अ‍ॅक्टिव्हिटीज सोडून ते चुकीचं आहे.
हां, मग ठीक आहे. अगदी बरोबर. हं, हं. खूपच मस्त तुम्ही माहिती दिलीत आणि शेवटी आपण असं म्हणू शकतो की आपण अ, आपल्या आयुष्यातल्या जे प्राधान्य आहेत गोष्टी त्या आधी तुम्ही करा, मग बिंज वॉचिंग अ, करायला काही हरकत नाही, नाही का, म्हणजे एवढीपण वाईट सवय नाहीये. विरंगुळा म्हणून आपण हे करू शकतो. खूपच मस्त वाटलं तुमच्याशी बोलून. अ, खूप-खूप धन्यवाद.
हं, हं. नक्की. काहीच हरकत नाही. नाही. बघू शकतो. हो नक्कीच. धन्यवाद, धन्यवाद.